काहीच नव्हतं. कुटुंबाचं किंवा नातेवाईकांचं काहीच योगदान नव्हतं, बिलकुल. उलट
अरे बापरे! म्हणजे थोडक्यात, तुम्ही जे काही काउंसलिंग केली, म्हणजे ते थोडक्यात तुमचे फक्त अनोळखी व्यक्ती होते अन् तुमचं जे काही ज्ञान आहे किंवा तुमची जी काही तुमच्याकडे हे आहे, त्याच्या जीवावरच ते तुमच्याकडे आले, असं म्हणता येईल.
पूर्णपणे आणि एकाला कळलं, मग त्यांनी 2 जणांना सांगितलं, मग 4 जणांना सांगितलं, असं ते पसरत गेलं आणि अ, लोकांना सुरुवातीला अर्थातच नवीन वाटतात गोष्टी आणि पटत नाहीत. पण मग ज्यांना-ज्यांना पटलं, ते नक्कीच माझ्यापर्यंत पोहचले.
हां. बरोबर आहे की. खरं आहे. मग आता ह्यात अडचणी तुम्हाला कोणत्या जाणवल्या? म्हणजे आर्थिक अडचण जास्त जाणवली, वेळेची अडचण जास्त जाणवली किंवा असं कोणत्या गोष्टीत तुम्हाला अडचण जाणवली की ह्या क्षेत्रात तुम्ही उतरल्यानंतर, तुमच्या पॅशन प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर?
सर्वात मोठी अडचण पोच किंवा रीच हीच होती. म्हणजे कसं पोहचायचं लोकांपर्यंत?
हां, लोकांपर्यंत कसं पोहचायचं बरोबर आहे.
म्हणजे आपण अ, सगळ्यांची दार वाजवून तर नाही सांगू शकत ना, की "हे बघा, हे मला ज्ञान आलं आहे, ऐका माझ्याकडून." हो की नाही?
<chuckles> हं. नाही सांगू शकत, नक्कीच नाही सांगू शकत.
तर म्हणजे ज्यांना आकर्षक वाटेल ते, ते येतील आपल्याकडे, असं असतं ना? तर म्हणून मग अ, ती पोच माझ्यासाठी हे सर्वात मोठं आव्हान होतं, की मी ॲडव्हर्टायझिंगही मला अजिबात करायचं नव्हतं आणि आजपर्यंत मी त्याचं ॲडव्हर्टायझिंग करून पैसे घालवले नाही आहेत बिलकुल, मार्केटिंग जे म्हणतात ना, खूप महत्त्वाचं आहे हा ही गोष्ट की डिजिटल मार्केटिंगमध्येही लोकं पैसे घालवतात.
नक्कीच, खरं आहे. हां. हां. म्हणजे थोडक्यात हां, म्हणजे ज्या लोकांना फायदा झाला आहे त्या लोकांनी तुमची प्रसिद्धी केली, म्हणता असं म्हणता येईल की तुमच्यात
अगदी, त्यांनी फुकटात माझं मार्केटिंग केलं.